हां, हां. नाही, आता कसं होत माहिती आहे का, की सांसारिक जबाबदारी जेव्हा माणसाला येते ना, त्यावेळेस की नोकरीमध्ये डिस्टन्स होतात. हे ऑफिसचं पॉलिटिक्स असतं किंवा घरात पण कसं ना, घरचे आपल्या शिवाय राहिलेले असतात दिवसभर, तर त्यांनाही कुठेतरी अपेक्षा असते की माझं कोणालातरी मी सांगावं तर ते आपल्याला सांगतात किंवा कुटुंबाच्या पण काही अपेक्षा असतात त्यांनी यावं, तर होतो ना म्हणजे होतो. पण मला वाटतं ना की हे दबावला जर आपल्याला सहन करायचं असेल, तर आपल्याला आनंद पण पाहिजेल ना काहीतरी तर ॲक्चुअली हे जे मी टाईम आहे ना, तर हे त्याच्यासाठी उलटं अधिक उत्तम आहे मला वाटतं. की त्याच्यातून आणखीन प्रेरणा मिळते ना की आणखीन काहीतरी म्हणजे डोकं चालत ना, आप आपलं जर डोकंच जर शांत नसेल, एकामागे एक जर आपल्याला विशेष चिंता राहील, तर आपण त्याला नाही म्हणजे मला वाटतं सामना करू शकत. तर ह्या मी टाईममुळं आणखीन ते मला सोपं होतं. आणि म्हणून मग आणि ज्यावेळेला मग ते कुटुंबाला मग मी सांगतो की "नाही, माझा हा टाईम आहे, मला एवढा फक्त तुम्ही वेळ द्या." म्हणजे नाही का म्हणजे मी त्याच्यामध्ये त्यांना कसं <chuckles> सांगतो की माझी मीटिंग असते. काहीतरी उगाच कुठेतरी बाउंड्री ठेव
हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. अच्छा. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. हो. हं, हं. हां, हां <chuckles> अच्छा-अच्छा. काही काम, टाईम काहीतरी सांगून तुम्ही त्यांना म्हणतो की माझं हे वेळ माझ्यासाठी आहे समजा.
हो.
मग एखादा रिअल डेमो आहे का तुमच्याकडे काही?
हां, असं-असं. नाही डेमो तर अ, म्हणजे असं <chuckles> जे मी करतो तेच, म्हणजे डेमो असण्या-नसण्या सारखं काही, म्हणजे डेमो जर त्यांना सांगण्याबद्दल जर तुम्ही म्हणत असाल काय सांगायचं तर आता ते तुमचं स्किल क्रिएटिव्ह काहीतरी सांगू शकता तुम्ही किंवा मला मेडिटेशन करायचं आहे. असं धार्मिक गोष्टी सांगू शकता ना की देवाच्या रूममध्ये जाऊन जरा मला करायचंय देवाला कसा विरोध करत नाहीत घरचे ते सांगू शकता <chuckles> किंवा मग मी काही विरोध करत नाहीत मग तुम्ही असं काहीतरी तुम्ही हां.
<chuckles> हं. हं. हं. हो, हो, हो. हं, हं. हं, हं. <chuckles> अरे वाह! खूपच सुंदर. भारी बरं, भारी म्हणजे
आणि हे देवाचच काम आहे म्हणजे काही नाही. कारण आपण जर स्वतः पण देव आहेच ना आपण, <chuckles> म्हणजे आपल्यामुळेच हे सगळं आस्तित्व
हं. हं, हं. <clears throat> देवाचं काम आहे आणि देव तोच देव तर घरच्या लोकांना खाऊ घालतोय म्हणा सगळं. <chuckles> म्हणजे जर तो दे प पैसा आला तरच देव खाऊ घाऊ खाऊ घालू शकतो ना घरातल्या. तर म्हणजे काम केलं तर आपण काहीपण जे पण म्हणलं ते. तर तशातला भाग आहे.
हां, हां. <chuckles> हं, हं. हां. त्याच्यासाठी आपल्याला थोडं रिलॅक्स व्हावं लागेल.